नक्कीच म्हणजे असं आहे ना, आजकाल शहरातली असं नाही की गावातली पण मी मुलं बघते. ती काहीच करत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं म्हणजे माझ्याकडे आता लाईव्ह एक्झाम्पल आहेत. तर उलट मी तर म्हणेन शहरातली मुलं खूप मदत करतात आईंना, असं झालेलं आहे हो. आणि जी गावाक येस-येस आणि म्हणू शकतो, की आज गावातली जी मुलं आहेत ना, ती अशी ठोंब्यासारखी बसून असतात फक्त. म्हणजे मी इव्हन हे पण बघितलेलं आहे, की ज्या-ज्या घरात 3-3 मुलं असतात ना, अ, आता तीदेखील त्या आईला काही मदत करत नाही. आईवरच एक म्हणू शकतो बोजा आहे त्या आणि ती काम करते एकटीच, नवरा पण काही नाही करत त्यांचा आणि मग एक अन् ती मुलं पण नाही करत. हे मला खूप चुकीचं वाटतं इव्हन दो, म्हणजे खरंच हे म्हणजे चुकीचंच आहे. बघा ना, एखादी एकटी स्त्री तर तिघांचं करते आहे आणि मग तिला काहीच कोणी मदत नाही करत. मग अ‍ॅटलीस्ट म्हणजे माझ्या घरी म्हणजे नंतर येऊन शिकली ना मी की म्हणजे असं, की मी मुलगा आहे. काहींच असतं असं की मी मुलगा आहे मी कसं काम करणार? जी येईल कोण तर ती बघेल, असं काहीचं असू शकतं. मग ते चुकीचं
हो, हो. ते तर आहेच. हो, हो. म्हणजे एक अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून. हं. <chuckles> हो. हं. बघेल. पण मग त्यांना जर तुम्हाला नॅचरली काहीतरी ट्रिक्स वापरून किचनकडे आकर्षित करायचं असेल, तर कसं कराल?
नक्कीच, मला तर वाटतं प्रत्येक मुलाने किंवा आणि प्रत्येक मुलीने बेसिक स्वयंपाक तर आलाच पाहिजे. जसं अ‍ॅटलिस्ट डाळ भात तर आलं पाहिजे. मला असं वाटतं, की कुकर लावायला तुम्ही शिका. जेणेकरून तुम्ही कधी आई बाहेर गेली किंवा कोण आजारी असेल, ती आजारी असेल, तर तुम्ही तिला देखील द बनवून देऊ शकता असं मला वाटतं. की ह्या गोष्टी तुम्ही YouTubeवर बघा, असे व्हिडिओ बघा, रील्स बघा. त्यातून नक्कीच तुम्ही शिका हं.
हं, हं. हो. आणि म मे बी तुमच्या आवडीचा पदार्थ बनवूयात आपण मिळून, असं म्हणता येईल त्यांना नाही?
हो. नक्कीच, नक्कीच. हो, हो. पण मी चिकन जर तुम्हाला आवडतं चिकन बिर्याणी बनवा किंवा व्हेज आवडतं व्हेज. पावभाजी तर बनवू शकतात. म्हणजे सगळं सोप्पं आहे, आपण असं बघायला मला पण पहिलं वाटायचं, की किती कठीण असणार. मी कसं बनवणार? काय होणार? पण नंतर मला कळालं, "अरे, हां, ठीक आहे. होऊ शकतं इतकंच आहे ना, मग काय करू शकतो."
हं. जमलं. म्हणजे अगदी वरवरची कामं जरी आधी दिली मुलांना करायला मदत कर म्हणून, तरी ते थोडेसे आकर्षित होऊ शकतात.
हो, हो, हो. बरोबर. हां, म्हणजे जसं की मला आई आधी द्यायची. म्हणजे मला ते अ‍ॅटलिस्ट बघितलं ना, मी तेव्हा ते. मी फक्त काय केलं, की मी बघितलं, त्या किचनमध्ये काय करतायेत, कशा करतायत आणि नंतर जेव्हा मी करायला गेली, तेव्हा म्हणतात ना, एक मेमोराइज, डेजा वू होतो. अरे, हे तर मी बघितलं ना. हां. तसं झालं माझ्यासोबत एकंदरीत. येस.
हो. हो. अंगवळणी पडलेलं होतं. किती छान! म्हणजे तुम्ही लहानपणी मदत केलीच आहे आणि त्याचा आजही उपयोग होतोय तुम्हाला असं सांगितलत. आणि गोडधोड पदार्थ तर केलेच, पण त्याचबरोबर अनेक स्वतःही टिप्स बनवल्यात आणि त्या तुमच्याही मुलांना तुम्ही शिकवाल नक्कीच असं वाटतंय. तर तुमचे अनुभव ऐकून तुमच्या लहानपणीच्या गोड-गोड पदार्थांबद्दलचे वासही मला आले. हे सगळं ऐकून उ आणि तुमच्याशी बोलून खूपच आनंद झाला. खूप-खूप धन्यवाद.
हो. नक्कीच, नक्कीच. हो. बरोबर. नक्की. हो. हो.